निर्णय घेताना कुटुंबाचा दबाव आणि स्वतःचे ध्येय तुम्ही कसे जुळतात बरं? ह्याच्याविषयी काय सांगू शकता?
नक्की. आता बघा, कसं होतं माहितीये का? जेव्हा आपण लहान असतो तेव्हा, तेव्हा निर्णय काही आपण घेऊ शकत नाही जास्त. आणि छोट्या-छोट्या गोष्टी, की कुठल्या रंगाचा ड्रेस ते पण आपल्याकले आपल्याकडे निर्णय घेण्याचा चान्स भेटला तर. कारण, अशा जसं आपण म्हणतो ना मी अशा बॅकग्राऊंड मधून मी आली आहे, की, आम्ही म्हणजे आम्ही गरीब तर तसे बघा, आता तशा वेळेस काय होतं माहितीये का की तुमच्याकडे निवडायला काही नसतं. तर मग निर्णय कसा घेणार हे ना? निवडायलाच काही नाहीये की बेटा तुला निळ्या रंगाचा ड्रेस आवडतो का? लाल रंगाचा? असं जास्त कधी भेटलंच नाही. मग थोडं-थोडं मोठं झाल्यानंतर, असे निर्णय कधी आपण कुठल्या मार्केटला गेलो, तर मग कुठल्या रंगाचा ड्रेस घ्यायचा, कुठल्या रंगाची सॅडल घ्यायची, थोडं-फार म्हणजे आणि आपल्या जसं आपण म्हणतो ना आपली जेवढी चादर आहे, त्याच्या आतमध्येच हो तेवढेच पाय पसरवायचे आणि, कशा आपल्या कमीत-कमी याच्यामध्ये कसं त्या गोष्टीचं आपण निवड करायची आणि कसं राहायचं, जर आपल्याकडे फक्त 100च आहेत तर मग त्यामध्ये अ, आपल्याला जर सॅडल बघायची आहे किंवा काही पण बघायचं आहे, तर मग तसेच त्याच्या पैशाच्या आतमध्येच आपण, जी निवड करायची आहे ती करणार. मग आपण दुकानदाराला पण सांगतो की मला 100च्या आतलीच मला दाखव चप्पल. जे पण असते ते असं आपण हो तर निर्णय हा जो म्हणजे ही जी गोष्ट आहे ती थोडी मोठी झाल्यानंतर म्हणजे अशी परिस्थिती येते की निर्णय घेताना कुटुंबाचा दबाव हा कुठल्या ना कुठल्यातरी वेगवेगळ्या मार्गाने हा येतो. कधी कधी तर नाते-गोतीच्या तोंडून जास्त येतो. कुटुंबाचं तर कधी कधी येतो पण नाते-गोतींचा जास्त येतो. मग तेव्हा स्वतःचं ध्येय मला जुळवण्यासाठी ना मी स्वतःसाठी उभी राहते. आणि मी विचार करते की काय किती महत्वाची काय गोष्ट आहे आणि जर का मी एखाद्या निर्णयावरती मी उभी राहिली आहे तर त्याच्यामागे काय कारणं आहेत? तर हो हो.
हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. ओके. हं, हं. हो. हं, हं बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हो. तेवढेच पाय पसरवतात. हं, हं. बरोबर, बरोबर. हं. हं, हं. हो. हं, हं. अरे वाह! हं, हं. खूप छान! हो. तर तुम्हा तुम्हाला असं कधी वाटलं की घरच्यांच्या अपेक्षा आणि तुमच्या स्वप्नात ताटातूट पडतेयं या सर्व निर्णयामुळं?
हो ना. तर मी तुम्हाला सांगते बघा, एक गंमत सांगते तुम्हाला. तर, अ, माझं ना बी-ए-एम-एस झालं. मी पुण्यात बी-एम-एस केलं मी आणि त्यात ना म्हणजे असं काही नाहीये की माझं चुकलं, का माझ्या आई-वडिलांचं चुकलं, असं काही नाहीये. त्यांचं पण स्वप्न होतं. आजही जेव्हा मी विचार करते, तेव्हा मला असं वाटते की नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनाने ते बरोबर होते. आणि मी पण त्याला साथ दिली. मीच, मीच जेव्हा शेवटचा मी जेव्हा स्वतः निर्णय घेतला की मला बी-एम-एस करायचंय. तेव्हा माझ्या पप्पांनी मला नेहमी या गोष्टीसाठी साथ दिली, की जेव्हा तुला करायचं असेल, तेव्हा तर, अ, म्हणजे आम्ही, आम्ही किती जरी म्हटलं तर तू थोडी करू शकणार आहे? जेव्हा तू ठरवशील तुला करायचं आहे तेव्हा आम्ही तुला साथ देऊ. हो, हो. तेव्हा आम्ही तुला साथ देऊ आणि त्यांनी मला साथ दिली पण. पण मग काय झालं ना, माझं, माझं आयुष्य जरा खूप एडव्हेंचरस राहिलं आहे. तर बी-एम-एस वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतर जसं आपण म्हणतो ना, की प्रॅक्टिस वगैरे करतात आणि त्यांचा दृष्टिकोन हां बरोबर होता की त्यांना मला माझ्या पायावरती उभं करायचं होतं आणि असं की नोकरी वगैरे करायची जास्त गरज नाही पडली पाहिजे. आपलं स्वतःचा दवाखाना असेल, कधी काही कमी जास्त झालं तर कोणाला, कोणाला विचारायची गरज नाहीये की "मी 1 दिवसासाठी सुट्टी घेऊ का?" तुझं, तुझं स्वतंत्र राहील तुला आणि म्हणजे तिकडे क्लिनिकमध्ये जर का 1-2 पोरी ठेवल्या की ज्यांना थोडी ट्रेनिंग दिली, तर ते बघतील हां, ते जरा क्लिनिक 1-2 दिवसासाठी बघतील. म्हणजे एक स्वतंत्रता की आपल्याला जसे कॉर्पोरेट जीवनामध्ये कसे लोकं नुसतं, अ, आपले चुगल्या करणं, एकमेकांना खाली खेचणं, स्वतःवर वाढणं असे सगळ्या भानगडींपासून दूर राहणं. तर, अ, त्यांचं म्हणजे उद्देश एकदम चांगला होता आणि मला हे आज मी विचार करते तेव्हा मला वाटते, नक्कीच की व्यवसाय करणं म्हणजे किती एक एका प्रकारची मेहनत पण लागते, पण एक मानसिक शांतीपण असते त्यात थोडी जरा. ड्रामापासून जरा लोकं लांब असतात हो. पण मग जेव्हा माझं बी-एम-एस झालं तेव्हा मग, अ, माझं लग्न झालं. आणि माझ्या मर्जीनेच माझं लग्न झालं हो. तर, अ, माझं लग्न वगैरे झालं आणि मी दुसऱ्या देशात आली. दुसऱ्या देशात आली तर ह्या स्टेटमध्ये ह्या राज्यात बी-एम-एसचा काही अता-पता नाही. आणि जर का कोणाला बी-एम-एस हो, तर, अ, फून
हं, हं. डॉक्टर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. त्याच वेळेस होऊ शकतं. बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं हं, हं. अगदी. हो. बरोबर. हं, हं. <laughs> अच्छा. हं, हं. हो, अगदीच. हं, हं. हो, हो. म्हणजे? हो. हं, हं. अच्छा. हो. काम का बरं पता नाही? म्हणजे तिथं तर रुग्ण वगैरे असतीलच ना?
नाहीये, नाहीये. ह्या राज्यामध्ये नाहीये. तर अ, जर का कोणाला
म्हणजे आजारी पडत नाही लोकं तिकडं?
BAMS तर नाहीये. आयुर्वेदच काही इथे स्कोप नाहीये.
अच्छा, अच्छा. हो.
असतं, हो. तर मग अ, मी असं सांगत होते, की अ, म्हणजे जर का कोणाला ह्याच्यामध्ये पुढे, काही करायचं जरी असेल, तर त्यांच्या रिस्कने, आणि परत दुसऱ्या देशात येऊन, तुम्हाला, परत तुम्हाला स्कूलमध्ये जावं लागतं. की तुम्हाला परत 2-3 वर्ष परत तुम्हाला त्यांचं, लायसन्स घेण्यासाठी परत तुम्हाला मग ते फीस भरा, त्यांचा अभ्यास करा. मग मला वाटलं, काय झंझट आहे ही, मला नाही करायच आहे. हे बस झाला मला! भरपूर झाला. मी काहीतरी वेगळं मी माझं
हं, हं. हं. एक अच्छा! नवीन करतो. छोटं-मोठं काम करून घे.
हो. आणि जेव्हा मला वेळ भेटली, मला जसं वाटेल की मला आता नोकरी करायची, सुरुवातीचे काही वर्ष काय, मी अशी नोकरी केली नाही. पण जसं आता ते कुठे ना कुठेतरी माझ्या कुटुंबाला असं वाटलं, की आम्ही तिला बघा एवढी फीस भरली, एवढं BAMS करवलं, असं केलं, पण आता ती करत नाहीये ते. तर हे कुठे ना कुठेतरी हे विरुद्ध झाला हा. झाला हा की विरोध झाला हा, की मी त्यांना जसं वाटतं, त्यांच्या अपेक्षा जश्या होत्या, ते मी पूर्ण नाही केलं. पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यात ज्यावेळी जे योग्य होतं, ते मला करावं लागलं आणि मी ते केलं. तर त्या हिशोबाने म्हणजे मी समजू शकते. पण तरीपण मला माझ्या स्वतःच्या ध्येयावरती मला ठामपणे उभं राहावं
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. अरे वाह! खूपच छान. म्हणजे तुम्ही तुमच्या धैर्यावरती ठामपणे उभा राहिला आणि त्यांच्या कुटुंबाच्या, ज्या अपेक्षा होत्या त्या तुम्ही नाही करू शकल्या. परंतु तुम्हाला माहिती आहे, नेमकं तुम्हाला काय करायच आहे कारण, की खूप अडचणी त्या ठिकाणी आहेत. जेव्हा मतभेद वाढतात किंवा तुमच्या कुटुंबात किंवा कोणामध्ये संवादात मतभेद वाढतात. तेव्हा त्या ते संवाद कसे घडवतात किंवा कोणत्या शब्द तुम्हाला वापरायला आवडतात? मी आ म्हणजे त्याच्याद्वारे तो पुढचा युक्ती योग्य पद्धतीने समजू शकतो तुम्हाला.
बरोबर, हो. अ, हो. हं. बरोबर. तर बघा अशा वेळेस जेव्हा, असा कधी वाद अ, जर का वाढला जर का संवाद चालू असेल ना, तर आपण म्हणजे जसं बोलतो 2 लोक जसे बोलतात ते बोलू शकतात. कारण एकमेकांना तेवढी स्वातंत्रता आपण जसं म्हणतो, ते देणं गरजेचं आहे, की काय आहे नेमकं बोलू तरी शकतील. पण जिथे वाद होतो ना, तिथे मी काय करायचा प्रयत्न करते तिथे मी, तिथे मी त्या गोष्टीला मी त्या वेळेसाठी मी सोडून देते. कारण जर का मला असं दिसत असेल, की समोरच्याला राग वगैरे आला आहे, समोरचा मी काय म्हणत आहे ते ऐकण्यापेक्षा जास्त त्यांना काय म्हणायचं आहे. त्याच्यावरतीच जर का ते अडकून राहिले आहेत. तर मग त्यामध्ये मी जास्त काही बोलू शकत नाही आणि मी मग असं विचार करते की जाऊ दे, तुम्हाला जर का तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला ते बरं वाटत ना, मग ठीक आहे तुम्हाला मग तेच बरं वाटतंय. हा तुम्हाला जर का माझा दृष्टिकोन ऐकायचा असेल, तुम्हाला जर का ऐकायचं असेल, की मला पण काय वाटते? तर मग तेव्हा आपण बसून बोलू शकतो. आणि मग तेव्हा जेव्हा बसून बोलण्याचा जेव्हा मौका भेटतो, तेव्हा मी फार असं म्हणजे प्रेमाने आणि मी मान-सम्मान घेऊन, रिस्पेक्टने, समोरच्याला स्पेस देऊन, मी बोलते आणि मी म्हणजे ही समजून घेते, की म्हणजे त्यांचा पण एक दृष्टिकोन आहे, माझा पण एक दृष्टिकोन आहे. आई-वडिलांच्या नात्याने जर का समोरच्याला काही वाटते तर मी ते समजू शकते पूर्णपणे. पण अशा वेळेस, मी असं नाही म्हणणार की नाही तुम्ही चुकीचे आहे, मी बरोबरची किंवा मी चुकीची तुम्ही नाही. तुमच्या दृष्टिकोनाने तुम्ही अगदी बरोबर आहे. कुठल्याही आई-वडिलांना कुठल्याही व्यक्तीला असं वाटेलच की आपण असं केलं तर, हिच काहीतरी चांगलं असं भविष्य व्हावं. पण ते त्यावेळेस मला नाही जमलं आणि माझे काही कारण होते. तर मला त्यावेळेस ते मला पाऊल उचलावे लागले. तर अ, असं जर का आपण एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेतले, तर वाद होण्यामध्ये जसं म्हणतो ना वाद कमी होतात मग.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अगदी. हो. ते सांगण्यामध्ये उत्सुक आहे. हो. तेच करा. <chuckles> हो. हं, हं. अगदीच. हं, हं. हं, हं. अच्छा. अरे वाह! बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अरे वाह! हं, हं. हं, हं. अरे बरोबर, बरोबर. तर म्हणजे आम्ही एकमेकाला समजून घेतलं, तरच आमची वाद कमी होऊ शकतात असं तुम्ही म्हणतात. तर कधी-कधी छोटे पाऊल उचलून किंवा विरोध टाळू शकतो का आपण? म्हणजे कधी-कधी आमचं पटतच नाही किंवा आम्ही वाटतं, की ते ए, कुटुंब वेगळ्या ठिकाणी निर्णय घेते आपण उ उडतो. मग काय नेमकं करावं म्हणजे त्यांच्या कधी-कधी तुमच्या म्हणण्याप्रमाणे समजा, ते ओढले जाते इकडं-तिकडं तर मग आपण काय केले, हे तुम्हाला माहीत होतं. तर तुम्ही नेमकं कशाप्रकारे तोच निर्णय त्यांना सांगितलं की मला हेच करायचंय किंवा हे होऊ शकत नाही. तर त्यासाठी काय छोटे पावले उचललेत?
हं. हं. हं. तर, मला तरी काय वाटतं माहितीये का? की मी, मी म्हणजे मी एका प्रकारे ना त्यांना हॉनेस्टली मी त्यांना मी सांगते की जे खरं आहे ते मी त्यांना सांगते. मी असं लाडीगोडीनी मी लपवत नाही, मी खोटं मला बोलायचं नाही की, कधी-कधी असं असतं ना, मन राखवण्यासाठी आपण म्हणतो, तसं-तसं हे मला चुकीचं वाटतं. मी ते तसं करत नाही. मी प्रेम मी देते, पण मी त्यात जे खरं आहे ते मी सांगणार. आणि मी असं नाही सांगू शकत की बरं चला विचार करू, म्हणजे हे कुठे ना कुठेतरी जर का माझ्या मनातचं नाहीये हे तर मी असं का बोलू ना? की नाही आपण ह्याच्याबद्दल बसून विचार करू. जर का तसं तसं माझ्या मनात नाहीये. तसं अ, माझ्या डोक्यात नाहीये. तर मग तशी खोटी आशा ही अजिबात अ, लावू नये असं मला वाटते. तर मग अशा वेळेस ना मी जे आहे, ते मी खरं, खरं सांगते. काय आहे सध्याची परिस्थिती आणि भविष्याचं मला नाही माहित. कारण उद्या काय होणार आहे? हे मला नाही माहित. तर मग हे पण मला कधी-कधी त्यांना, म्हणजे समोरच्याला मला अ, सांगावं लागते. खरोखर कारण कधी-कधी अशी अपेक्षा अ, आणि कुटुंबाचा दबाव जुडलेला असतो. की बाई मग तू अ, इकडे परत कधी येणार? कधी येणार? म्हणजे तू सगळं तिकडे सोडून इकडे, असं कसं येणार? घर संसार सोडून कोणी येत असते का? मग असं मला, अ, असं मला हो असं मला सांगावं लागतं कधी-कधी. की ते नाही जमणार असं मला नाही म्हणून, प्रेमाने मला असं, प्रेमाने मला सांगावं लागते. की भेटीसाठी जमेल, पण मला माहित नाही भविष्य हे परमेश्वराच्या हातात आहे. काय होणार आहे? तो मला कुठे वळवेल? हे मला माहीत नाही. तर मला त्या हिशोबाने मला माझं जीवन जगावं लागते. आणि मला असं हे समजून घ्यावं लागते की प्रत्येकाचं जीवन हे वेगळं आहे. माझं जीवन वेगळं राहिलेलं आहे पहिल्यापासून. तर त्यामुळे, ज्या अ, ज्या गोष्टीने मला जीवनात ज्या गोष्टी घडतात. त्या हिशोबाने मला तसं वळावं लागतं. तर मी असं खोटे, मी अ, जसं आपण म्हणतो ना, खोटे वचन मी नाही देऊ शकत, मी की नुसता आशासाठी हां तसं नाही तसं चुकीचं वाटतं मला.
हो. हो, हो. हो. बरोबर. हो. हं, हं. हो. हं, हं. बरोबर. हो. अरे वाह! हो, हो. हो. <chuckles> हां, हां. नाही येणार. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अरे वाह! खूपचं सुंदर. हं, हं. अरे वाह! तर म्हणजे तुम्ही अशासाठी नाही तर, म्हणजे स्पष्ट बोलणं आणि कधी, कधी त्या गोष्ट न टाळणं. का आम्ही पण नंतर पाहून असं जमणार नाही हे डायरेक्टली पण बोलले तरी चालतं असं तुमचं म्हणणं आहे. जर म्हणजे तुम्हाला असं काही सांगायचं कुटुंबात निर्णय घेताना नेमकं काय टिप्स द्याल तुम्ही, म्हणजे कशा प्रकारे चर्चेला सुरुवात करावी? आणि त्याच्यामुळं आमचं, अ, जीवन व्यवस्थित होऊ शकतं?
हो. बरोबर, हो ना. हं. हो ना. तर बघा आता कुठलाही निर्णय घेताना
हं, हं
पहिली गोष्ट मी तर हेच सांगेल, की म्हणजे तो निर्णय त्या निर्णय फक्त तुम्ही स्वतःसाठी घेत आहात, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घेत आहात तर म्हणजे त्याचं मूळ जसं आपण म्हणतो ना मूळ कारण काय आहे? काय निर्णय आहे तो? कशावरती त्यांनी कोणाला त्रास होणार का? कोणाला त्यांनी, अ, तुमच्या मुलाबाळांना त्यांनी काही एका प्रकारचा जसं आपण म्हणतो ना, काही दुष्परिणाम होणार का? का तुमच्या कुटुंबाला काही दुःख होणार का? किंवा तुम्ही एका स्वार्थी प्रकारे, एका स्वार्थी मनाने तुम्ही निर्णय घेत आहात का? का तुम्ही काही चांगल्यासाठी निर्णय घेत आहात? का तुम्ही, अ, का तुम्हाला असं पण होतं कधी-कधी की निर्णय तुम्ही घेत आहात. पण तुम्ही पूर्ण भविष्य परमेश्वराच्या हातात तुम्ही सोडून दिलं आहे, की काय होणार? म्हणजे एक-एक पाऊलाने एक-एक निर्णय तुम्हाला असा घ्यावा लागतो. तर मग आशेवरती निर्भर करतं की तुम्ही हे विचार करा की तुम्ही काय निर्णय घेत आहात? आणि स्वार्थी मनाने घेऊ नका. तुम्ही तुमचा स्वतःचा, कुटुंबाचा, भविष्याचा विचार करा. आणि ह्यांनी काय फळ निघतील पुढे? हे बघायचा प्रयत्न करा. हा त्याचा थोडा तरी विचार करा असं नाही म्हणत आहे मी की पूर्ण भविष्य तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे किंवा कंट्रोलमध्ये आहे असं नाही म्हणत आहे मी. पण एक माणुसकीच्या नात्याने थोडा तरी विचार करा तुम्ही. तुमचा मनाचा उद्देश काय आहे निर्णय घेताना? तो बघा तुम्ही.
हं, हं. हं, हं. हो, हो. हो. हं, हं. हो. हो, अगदी. हं, हं. बरोबर. अच्छा. हं, हं. त्याचा विचार करा. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच छान. आणि खूप आनंद वाटला की तुम्ही ह्या सर्व गोष्टी शेअर केल्यात आणि निर्णय घेताना कुटुंबात दबाव कसा ध्येय, तुम्ही जुळवता ह्या गोष्टी सांगितल्यात. त्याबद्दल अगदी मी तुमच्या मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.
तुम्हाला पण धन्यवाद.